हो. अ, मला पण असं डिजिटल डिटॉक्स करायची खूप इच्छा होते. कारण की आजकाल सगळ्यांच्या हातात तुम्ही मोबाईल पाहत असाल, कारण की अ, दिवस-रात्र नुसतं मोबाईलवर म्हणजे लोकांना आहे ना, फ्री टाईम मिळाला ना, तर लोकं अ, मोबाईल घेऊन स्क्रोलिंग करत बसतात म्हणजे Instagram, YouTube अ, Snapchat वगैरे. तर अ, माझं पण असंच व्हायचं मी सकाळी उठले ना, तर माझ्या हातात पहिले मोबाईल असायचा आणि ते एक तास आपण म्हणजे म म्हणतो ना टाईमपास करत बसतो त्या वेळेला त्यामुळे आपली कामं रड अ, रखडतात खूप. आणि हो. आणि म्हणजे माइंड पण सकाळी सकाळी असं फ्रेश व्हायला पाहिजे. तर ते पूर्ण तेच अ, कारण की Instagram, Facbookवर काही पण म्हणजे न्यूज येते, म्हणजे कोणती पण चांगली-वाईट गोष्ट आपल्याला त्याच्यावर दिसते. एखादी जर वाईट गोष्ट आपल्याला त्याच्यावर दिसली, तर आपला मूड सगळा खराब होतो आणि एक आपल्याला ताण पण असतो त्या मोबाईल बघून पण. तर अ, माझ्यासोबत पण असंच घडायचं, तर अ
अच्छा. हो ना. हं. बरोबर. हं. हां, हां. अरे बापरे! बरोबर. हो, हो, खूपच रखडतात. हं, हं. बरोबर. हो ना. बरोबर. काय घडायचं म्हणजे तुम्हाला असं काय वाटायचं ,की म्हणजे अशी अशांती वाटायची की एकंदरीत असं काय व्हायचं? तुम्ही असं सतत मोबाईल वापरलात तर?
अ, म्हणजे मोबाईल बघितल्यावर असं म्हणजे ठीक आहे आप एन्जॉय म्हणून बघत असायचो, पण नंतर-नंतर त्याचा मला त्रास व्हायला लागला, की आपण कंटिन्यू मोबाईल बघतोय. आपली कामं सगळी रख अ, रखडायची. कारण की मोबाईलमध्ये एकदा आपण स्क्रोलिंग करत बसलो ना आपल्याला किती टाईम झाला, हे पण सुद्धा कळत नाही.
हं, हं. हं, हं. हो ना, हे असं सगळ्यांसोबत होतं. म्हणजे 10:00 चे कधी 10:00 चे 11:00, 11:00 चे 12:00 कधी होतात, कधी
सगळ्यांसोबत. 11:00 चे 12:00 आपण म्हणतो, "ठीक आहे, 5 मिनिटं बघू." पण 5 मिनिटं म्हणता 1 तास होऊन जातो, ते कसे होतात ते नाही. तर त्यासाठी मला ते खूप म्हणजे नाही का, सारखं मोबाईल घेऊन बसायचे. कुठे पण अ, ट्रॅव्हलिंग करताना सारखं कंटिन्यू मोबाईल हातात असायचा माझ्या जेवताना सुद्धा मी मोबाईल अ, म्हणजे नाही का, एक एक हातात ताट आणि एक हातात मोबाईल असं माझं व्हायचं. तर अ, त्यासा लक्ष पण म्हणजे पोट भरलंय का किती खाल्लंय किंवा कधी-कधी जास्त पण खाल्लं जायचं म्हणजे लक्षच नसतं ना, आपल्या जेवणावर.
हो ना. नक्की. हं, हं. बापरे! अच्छा. <chuckles> अरे बापरे! म्हणजे जेवणात लक्ष पण नसेल एकंदरीत. बरं.

हं, हं. हो.
आणि दुसरं म्हणजे अ, मी अ, माझ्या मोबाईलचे जे नोटिफिकेशन होते Instagram, Facebook, अ, Snapchat, WhatsApp त्याचे म्यूट करून ठेवले. म्हणजे काय व्हायचं नोटिफिकेशन आले ना, तर सारखं लगेच मोबाईल उघडून बघायचे मी.
हं. अरे वाह! हं, हं. बरं. हां. हो ना. ती घाणेरडी सवय आपल्याला सगळ्यांना लागल. बरोबर.
घाणेरडी सवय झाली आहे ती खूप. अ, मग मी काय केलं, मी ते नोटिफिकेशन ऑफ केले. म्हणजे जेणेकरून माझ्या ते स्क्रीनवर दिसणार नाही आणि मग जेव्हा मला कधी अ, दिवसभरातून वेळ मिळेल, तेव्हा मी फक्त 1दा वगैरे 2दा चेक करते. नाहीतर पहिले काय नोटिफिकेशन आलं, लगेच ऑनलाइन या, मेसेज करा, चॅटिंग करा आणि मग ते गप्पा वाढत जातात पुढे आणि मग कधी कसा वेळ एक दोन तास निघून जातात ते कळतसुद्धा नाही. आणि मग मी काय केलं, मग आजकाल मोबाईल तर लागतोच अ, सगळ्या कारणांसाठी तर अ, मोबाईल तर वापरायचा आहे, पण जास्त न वापरण्यासाठी मग मी अ, YouTubeमध्ये, Instagramमध्ये एक टाईम लिमिट म्हणून सेटिंग असती. हां, तर ती मी
हं, हं. अरे वाह! <chuckles> हो. बरं. अरे वाह! हो. बरं. हं, हं. अरे वाह! हो, त्याचा उपयोग तुम्हाला झाला का म्हणजे तुम्ही तेव्हा ती ऑन केली तर? हं.
हो झाला. अ, मला म्हणजे स्टार्टिंगला काय व्हायचं अ, मी ते ऑन केलं टाईम लावला होता, की 1 तासानंतर माझं ऑटोमॅटिक ते ॲप क्लोज होईल. हां, तर अ, ते अ, 1दा 2दा ते असं क्लोज झालं. पण मी काय करायची ते क्लोज झालं ना ते परत ओपन करायची असं. होतं ना. हो.
हां. बरं. <chuckles> हो हो, तशी मला पण सवय होती बाबा म्हणजे अजून पण आहे. पण ते क्लोज झालं की आपण लगेच स्टार्ट करतो.
परत हां, परत स्टार्ट करतो. पण अ, पण ते थोडं-थोडं करून, हळू-हळू करून माझी ती सवय तुटली त्यानी कारण की आपण किती वेळा बंद चालू, बंद चालू करणार ना ते. असं वाटतं ठीक आहे. जरा स्वतःला पण आपण नाही का, मनाला स्थिर ठेवलं पाहिजे आणि ह्या मोबाईलमुळे ना झोप एक बिघडते खूप म्हणजे रात्रीची, खूप लोकांना घाणेरडी सवय आहे, की झोपेपर्यंत मोबाईल बघायचा. सगळे लाईट ऑफ करायचे, मस्त ब्राईटनेस वाढवायचा आणि ते मोबाईल बघायचं, पण त्यामुळे काय होतं अ, तुमची हे ना अ, जे मेंदू म्हणतो ना आपण तो शांत नाही राहत झोपण्यासाठी.
बरं. हं, हं. हो ना, बरोबर. हो. हो, हो. <chuckles> बरोबर. हो. हां.